हां, झिरो नंबरचे. ते तुम्ही घालू शकता आणि स्क्रीन फ्री अ, म्हणजे अ, असतात ना की आपले डोळे वगैरे, लाल वगैरे होतात बघा जास्त वेळेस वापरलं तर. ते कुठेतरी कमी होऊन जातं त्यानी.
हं. हं. बरोबर, हं.
आणि अ, रात्री झोपताना फोन वगैरे वापरू नका 1 तास.
बरोबर, हं, त्याच्याने काय हो
हां. तर त्यानी हेच ना, आपण रात्री झोपताना नाही वाटत माइंडफुलनेस वाढते आणि आपण अ, स्क्रीन फ्री करायचं ठरवतोय ना सर्व काही म्हणजे अ, तर अ, ते करू शकता. जेवतानाही फोनचा स्क्रीनचा वापर करू नका, अ, म्हणजे नात्यांवर तुमच्या परिणाम होतो जेवतानाही केलं तर. आणि मॉर्निंगला उठल्या-उठल्याही हां.
बरोबर. हम्म. बरोबर. बरोबर, बरोबर आणि मला असं वाटतं ना, की जेवत आपण जर जेवण करत असणार आणि तेव्हा मोबाईल आपण बघतो, तर मग तेव्हा कुठेतरी आपण जेवणही कमी करतो. याच्यावरती काय बोलतात तुम्ही?
हां, बरोबर आहे ना. अ, अ, जेवण कमी करतो आणि जास्तही होऊ शकतं कधी-कधी जेवण, म्हणजे अ, जर तुमची आई बाजूला बसली असेल आणि तुम्ही फोन खेळत बसलाय, मग तुमची आई एक रोटी संपली की दुसरी ताटात येते आपोआप, आपल्याला कळतही नाही. आपल्याला वाटतं ताट का म्हणून संपना गेलंय.
हं. बरोबर, हां. हं. हं. बरोबर. हं. <chuckles>
पण कंडिशन एक आहे की ती आय आई पण फोनची ॲडिक्ट नसावं, नाही का, नाहीतर आई फोन बघत बसे. इकडं प लेकरू उपाशीच झोपतय मग, नाही का?
बरं, बरं. हां. हम्म. <chuckles>
असं पण होतंय. कधी-कधी काही लोकांचं म्हणजे तोंडातला घास नाकामध्ये जातो. <giggles> फोनच्या वापरानं हां, मी <chuckles> नाही झालं तसं. विनोदाचा भाग आहे, पण असं होतात, नाही का, गोष्टी म्हणजे नजर चुकीनं काहीही होऊ शकतं. बघा ना आता तुम्ही ताटातच बघत नाही आहे, फोनकडे सगळं लक्ष आहे. मग ताटामध्ये एखादा किडा-बिडा पडला, माशी-बिशी पडली, मग कसं होणार? आहे का नाही?
आणि हां. बरोबर, हां, असंही खूप लोकांसोबत झालंय. हं, हं. हं. हं. बरोबर, हं. हं, हं. मग बरोबर ना, मग पोळी पोळी आणि बाजूला मीठ पडलंय ते मीठला लावून पोळी खाऊन घेताय तुम्ही असंही होऊ शकतं. हं.
<chuckles> काहीही होऊ शकतं, अ, म्हणजे अ, एक अ, काळजी घेतली पाहिजे की अ, जेवणाच्या अ, डायनिंग टेबलवर तुमचा फोन आलाच नाही पाहिजे नाही तर अ हो, हे तुम्ही काळजी घ्यायची आणि अ, दुसरं आणखीन काय सांगता येईल? अ
बरोबर. हं. नक्कीच, हो. हं.

पण दिसतं तसं नसतं, म्हणून तर जग फसतं. असं म्हणतात ना, तसंच काहीतरी इकडे आहे. म्हणजे स्क्रीन फ्री टाईम तुम्ही करायला जाता, झीरो करता, पण ते होत नाही आपल्याकडं म्हणजे, म्हणून आपण काय करायला पाहिजे सुरुवातीला ते हळू-हळू सवय लावायला पाहिजे आपली बघा, म्हणजे अ, समजा, तुमचा स्क्रीन टाईम खूप जास्त असेल, 7-8 घंटे असेल, तर 7 घंटे करा, 6 घंटे करा काही दिवस, काही दिवस म्हणजे 1 पहिला 1 वीक 7 घंटे करा, दुसरा 1 वीक 6 घंटे, तिसरा 1 वीक 5 घंटे, चौथा 1 वीक अ, 4 घंटे, 3 घंटे, 2 घंटे असं करत, करत, करत तुम्ही हळू-हळू खाली येऊ शकता, नाही का अ, अर्धा तास, 15 मिनिटं अशावर येऊ शकता.
हं, बरोबर. हो. हं. हं. हं. हं. बरोबर, हां. हं. हं. बरोबर. हं. हं. बरोबर. हं. बरोबर. मग हे करत असताना आपण काय गोष्टींची काळजी घेतली पाहिजे किंवा काय गोष्टींमध्ये गांभीर्यता ठेवली पाहिजे? स्क्रीन म्हणजे नुसतं मोबाईलच नाही ना, लॅपटॉप पण येतं, अजून टीव्ही पण येतं. मग या सगळ्यांमध्ये कसं आपण तडजोड बसवली पाहिजे?
हां. नक्कीच. हे बघा, स्क्रीन म्हटलं की मग अ, माझंच उदाहरण घ्या. मी ऑफिसमध्ये गेल्यावर मला स्क्रीनवरच काम करावं लागतं. पीसीवर वगैरे काम करावं लागतं नाही का. आणि अ, कितीही मी म्हटलं, नाही, नाही, स्क्रीन मला नाही चालणार, मला हे करायचं, स्क्रीन फ्री टाईम पाहिजे. मग अ, कंपनीवाले म्हणतील, "मग ये, भेटूयात आपण." <chuckles> हो. अ, अ, "नक्कीच पुन्हा भेटूयात!" म्हणेल कंपनीवाले आपल्याला नाही का. <chuckles> हां, हाकलून देतील नाही. मग असं होतंय अ, मग अशा वेळेस काय करायचं, जेव्हा मजबुरी होते स्क्रीन अ, यूज करणं म्हणतात ना, इट्स द मॅटर ऑफ ब्रेड अँड बटर. म्हणजे आपल्या रोजी रोटीचा सवाल आहे.
हं. बरोबर, हं. हं. बरोबर. तूच फ्री होऊन जा भो आता. हां. <chuckles> हं. <chuckles> हो. मग. हं. बरोबर. बरोबर, हां. तवाले, हां.
हां, तर अशा वेळेस मग अ, नाईट मोड वगैरे तुम्ही वापरू शकता अ, स्क्रीन वापरताना आणि 7-8 तास वापरावं लागतं बघा आपल्याला कामाच्या ठिकाणी स्क्रीन आणि एकटक बघावं लागतं फोकस देऊन, तर अ, नाईट मोड तुम्ही वापरा. ते काय करतं, ब्लू लाईट वगैरे फिल्टर करतं आणि येलो लाइट, येलो अ, कलरची एक अ, लेयर लावतं, म्हणजे अ, लावतं म्हणजे असं पन्नी वगैरे नाही लावायची
हं. बरोबर, हां. हं. हं. हं. हां, ते पन्नी ते असे ते फिल्टर येऊन जातं ना ते पिवळ्या कलरची स्क्रीन दिसायला लागून जाते.
हां, हां, स्क्रीनच त्या कलरची होऊन जाते, आहे का नाही आणि दुसरं जर स्क्रीनला काही करायचं नसेल, तर तुम्ही हे करा. अ, ब्लूू लेन्स अ, ब्लू अ, ग्लासेस भेटतात ना, अ, ब्लू रे फिल्टर करणारे, लेन्स कार्डरवर ऑर्डर वगैरे करायचे, तुम्ही ऑर्डर तिथून घ्यायचे आणि ते लावलं, तर अ, म्हणजे असं गरज नाही आहे, की तुम्हाला पॉवरचा अ, नंबर असेल एखादा, ग्लासेस भेटतात बेसिकली ० पॉवरचे. नाही का.
हं. बरोबर. काय करायचं? हं. बरोबर, हां. हं. बरोबर. ० नंबरचे ग्लासेस ना?

फोन अ, वापरू नका तुम्ही जास्त जेवढं होईल तेवढं कमी टाळा फोन अ, विशेषतः घरी असताना.
अह, हं. बरोबर हं, हं आणि हे अ, आता काय झालं आहे, की सध्या लहान मुलंही खूप जास्त फोन वापरतात आणि व म्हणजे वरिष्ठ लोकही जास्त फोन वापरतात. मग यांचं यांचं कसं स्क्रीन फ्री टाईम यांच्यासाठी आपण अ, केला पाहिजे. लहान पोरांना तर कसं आहे, जबरदस्तीच करावी लागते. ते ऐकत नाही, मग रडणं चालू होतं मग या सगळ्या गोष्टी कशा हाताळाव्यात?
हां, हां. हा रडू द्या मग तिला. मग मी सांगेल त्यांना रडू द्या.अ, खरंच म्हणजे सुरूला बरं का म्हणजे जे खरंच लहान आहेत आणि पहिल्यांदाच त्यांना अ, ओळख झाली फोन म्हणजे काय आणि त्याने जर पहिल्यांदा रडत असेल की फोन द्या नाही तर रडताय, त्याला रडू द्यायचं अ, आणि रडल्यानंतर त्याला वाटतं अ, दुसऱ्या दिवशी की अरे मी मागच्या वेळेस रडलो होतो तरी मला फोन नाही भेटला. मग आता रडून काही फायदा नाही. नाही का? नाहीतर पहिल्यांदाच तुम्ही जर लाड केला ना त्याचा रडल्यानंतर फोन दिला. नाही, नाही, नाही, नाही बाळा रडू नको म्हटलं. तर ते बाला लक्षात ठेवतो, मग पुढच्या वेळेस नाही का <chuckles> रडल्यानं मला भेटते हां तसे ट्रिगर पॉइंट बनतात त्याच्या डोक्यामध्ये.
हं. बरोबर, हां. हं. हं, हं, हं. बरोबर. हं. हं. हं, हं. बरोबर, बरोबर. हां. हं. की रडायचाच आहे मोबाईल भेटतो. हं.
तर हे तुम्ही टाळलं पाहिजे. दुसरं वयोगटानुसार फोन दिला पाहिजे आपण, बघा शून्य ते दोन वयोगटामध्ये फोन बिलकुल नाही द्यायचा हां हां आणि 3 ते 6 वयोगोट असेल तर तुम्ही फोन देऊ शकता पण. पॅरेंटल अ, म्हणजे को अ, पॅरेंटिंग म्हणजे पॅरेंट बाजूला बसलेला पाहिजे आणि अ, 6 ते 12 मधल्या वयोगटातला द्यायचा, तर त्यांना एज्युकेशनलसाठी आपल्याला द्यावा लागतो. पण तेवढं पॅरेंटल कंट्रोल त्यांच्यावर ठेवा तुम्ही.
बरोबर. हं. बरोबर. हं. बरोबर, हां. बरोबर. हं.